हं, हं.
अ, चुकीचे समजही होतात. अ, तसंच डोक्यात पण राहतं आणि अ, ह्या गोष्टींचा मनावर किंवा त्याचा वागण्यावर पण असा फरक पडतो, कारण चर्चा होते ना आपल्यामध्ये यांच आपण ज्यांच्यासोबत बघतो किंवा आपण नंतरही करतो चर्चा, की कोणी बघून आलं आहे का. मग हे चुकीचं आहे, मग हे बरोबर आहे. म्हणजे पर्टिकुलर अशा गोष्टींमध्ये होतं. कधी राजकारण्यांवर असतं किंवा तो राजकारणी काहीतरी विषय असतो, त्याचंही खूप असतं. मग अ, मला असं नंतर असं वाटायला लागलं, की हे पिक्चर नकोच बघायला, कारण अ, अशा बातम्या जेव्हा येतात, मग मी पण त्याच सर्च करते, की अरे, हे खरं होतं का खोटं होतं का. मग त्याच ते एवढं अ, इन्फॉर्मेशन येते ना, की अ, पिक्चरमध्ये व्यवस्थित नसतं, पूर्ण यांच्याकडेपण नसतं. असं खूप कन्फ्युजिंग होतं. मग मला असं वाटतं, की पैसे देऊन त्रास का विकत घ्यायचा आहे.
हं, हं. हो, हो. अगदी, अगदी. हं. हो, अगदी बरोबर. अच्छा. प्र हं, हं. हं, हं. हो. अगदी बरोबर बोललात तुम्ही. आम्ही प्रत्येक वेळेस पैसे हां, आम्ही पैसे देतो, त्रास विकत घेतोय. म्हणजे किती वाईट, चुकीची गोष्ट आहे, करतोय आपण आणि मग हं.
हां, आणि काय करणार आहे मी त्यावर? हां. म्हणजे हां. मग तेच ना. म्हणजे अ, माझं असं म्हणणं आहे, की सिनेमॅटिक लिबर्टी घ्यायची, तर मग तुम्ही तिथे सांगा, की कोणत्याही व्यक्तीशी जोडलेलं नाही आहे किंवा मग हे फक्त अ, मनोरंजनासाठी बनवलेलं आहे. काल्पनिक आहे, असं आहे. तसं तर अशा बऱ्याच अ, अ, गोष्टी म्हणजे तुम्ही असं हे करा ना. हां, पण मग ते जर म्हणतील, की नाही, असं याच्यावर. आता मी नाव नाही घेत, कारण कसं असतं, सगळं रिलिजियस आपलं सगळं हे असतं, सेन्सिटिव्ह असतात. तर नाही, नाही, हे ह्याच्याशी जोडलेलं आहे, ते नावंपण त्याच्यामध्ये बोलताना पिक्चरमध्ये घेतात आणि सगळंच करतात. मग कसं होतं, की तुम्ही एक तर क्लिअर राहा, नाहीतर सरळ त्याला मनोरंजन म्हणा. पण मग दोन्हीपण जेव्हा मिक्स करतात ना, मग त्या गोष्टी मला नाही आवडत.
हो. हं, हं. काल्पनिक. हो, हो. गोष्टी आहेत. हं, हं. हं. बरोबर, बरोबर. हो, हो.